तर आजकाल बघा ना आपण जेव्हा नोकरी करतो, आपल्या व्यावहारिक आयुष्य जे आहे, तिथे कुठे ना कुठेतरी आपल्याला लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला लागतो. अ, तर अशा वेळेला जेव्हा आपण लोकांना भेटतो तर ते कधी-कधी विसरतात. त्यांना आठवण करून द्यायला लागते. तर ह्याला कुठे ना कुठेतरी फॉलो अप म्हणतात, तर फॉलो अप कसा घ्यावा म्हणजे त्याची काही पद्धत आहे का तुम्ही काय सांगू शकाल?
हम्म. बरोबर. हम्म. बरोबर. हम्म. हो, नक्कीच म्हणजे कुठला आपण नोकरी करत असणार किंवा कुठला व्यापार करत असणार तर त्याच्यामध्ये काय असतं ना, की आपण जर काही व्यवहार केलेला आहे तर त्याच्यामध्ये कस त्या कस्टमरचा फॉलो अप घेणं फार गरजेचं असतं. त्याने काही इन्क्वायरी केली असेल मग त्याला जर ती गोष्टची रिक्वायरमेंट असेल आणि तिने तुम्हाला सांगितलं असेल, की "मी अमुक-अमुक दिवसात तुम्हाला सांगतो," एखादी दिवस सांगितला असेल, मग तेवढ्या त्या दिवसानंतर जर त्याच्याकडनं काही रिप्लाय आला नाही, तर मग आपण स्वतःहून त्याला विचारलं पाहिजेल, की
नक्कीच.
काय झालं? तुम्हाला ते काम करायचं होतं मग तेचं तुम्ही केलं की नाही केलं? मग तुम्हाला मग अशा पद्धतीने आपण त्यांचा फॉलो अप घेतला पाहिजे, की जेणेकरून हं.
पाहिजे. तर तुमच्या आयुष्यातलं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का, जेव्हा तुम्ही असा फॉलो अप घेतलाय कोणाचा का कोणी तुमचा फॉलो अप घेतलाय, असं एखादं उदाहरण देता येईल तुम्हाला?
हो, नक्कीच ना. अ, ही गोष्ट य म्हणजे कधी होती की मी जे म्हणजे माझा नवीन-नवीन व्यवसाय सुरू केला होता मी, रिअल इस्टेट ब्रोकिंगचा, त्याच्यामध्ये हो. तर तेव्हा काय व्हायचं, की आता नवीन व्यवसाय आहे आणि आपण मग काय करतो की लोकांना, नवीन-नवीन साईट रिअल इस्टेट प्रॉपर्टीज हे दाखवणं सुरुवात करतो. आणि रिअल इस्टेट म्हटलं, म्हणजे निर्णय, हे लोकांना घ्यायला महिने पण लागून जातात, 6-6 महिने लागतात किंवा बाकीचे लोकं तुरंत तडका-फडकी निर्णय घेऊन मोकळे होतात. तर मग याच्यामध्ये कस्टमर आहे ना वेगवेगळ्या प्रकारचा येतो.
हो का. अच्छा. दाखवतो, हो. मोकळे होतात. नक्कीच. तर आता हे हे बघा ना, कस्टमर वेगळे येतात. तर तुम्ही फॉलो अप कसा ठरवता? मग नाही का कोणाला प्रत्यक्षात भेटून किंवा फोन करून, ईमेल करून, कसा फॉलो अप ठेवता तुम्ही?
हं. तर हं. हं. बरोबर. हं. तर मी याच्यात काय बनवलेलं होतं ना, की मी, माझ्या स्वतःची एक अ, वेबसाईट बनवली होती आणि त्याच्यावरती मी अ, सगळे ह्या, ज्या प्रॉपर्टीज माझ्याकडे ज्याही होत्या. त्या सर्व्या मी तिथं लिस्ट केलेल्या होत्या. मला जीही इन्क्वायरी यायची, तिच्यामध्ये माझ्याकडे अ, जे यायचं, त्याच्यामध्ये मी काय, त्यांच्याकडनं घेऊन घ्यायचो. त्यांचा ईमेल आयडी घ्यायचो, त्यांचा मोबाईल नंबर घ्यायचो आणि त्यांची रिक्वायरमेंट, त्यांचं बजेट काय आणि त्यांचं नाव, या सगळ्या गोष्टी, माझ्या डेटाबेसमध्ये असायच्या. आणि जेव्हा, ते रिक्वेस्ट करायचे की मला, ही प्रॉपर्टी बघायची, हिची साईट विजिट बुक करायची आहे. तर मग ते बुक केली, का मी त्यांचा एक प्लॅन बनवायचो आणि त्यांना, मग लगेच कॉन्टॅक्ट करायचो, की सर, तुम्ही साइट विजिट बुक केलेली. तर ह्या, ह्या टायमाला तुम्ही फ्री आहात असाल? तर मग, मी तुम्हाला ती साईट दाखवतो. मग, त्याच्यात कसं व्हायचंय की काही दिवशी ते फ्री नसतील
अरे वा! अरे वा! त्यांचं नाव. व असायच्यात. <coughs> हो ना.
मग काही दिवशी आपण फ्री नसणार. म मग असं करून, मी त्यांचं मग त्यांनी मला सांगितलं, की अ, "चला, उद्यासाठी तुम्ही बुक करून घ्या." मग, आपण उद्याची डेट दिली. मग त्यांना साइट व्हिजिटला घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं आणि त्यांना आपण ती पूर्ण प्रॉपर्टी दाखवली. त्यानंतर, ते लोकं काय सांगतात, की "आम्ही तुम्हाला विचार करून सांगतो." प्रत्येक टाईमाला, प्रत्येक कस्टमर, ह्याच पद्धतीने असतो, की एवढा मोठा जर निर्णय घ्यायचा आहे. तर त्याला त्याच्या परिवाराला विचारावं लागेल, सगळ्यांना विचारावं लागेल. मग मी, त्यांना विचारायचो, की सर तुम्हाला किती दिवसात अ, मी परत अ, तुम्ही मला उत्तर देणार, या प्रॉपर्टीबद्दल? मग, त्यांनी जर सांगितलं, की "मी, तुम्हाला 2-3 दिवसात उत्तर देतो." तर मग 2-3 दिवस मी त्यांना काहीच कॉन्ट म्हणजे, हे नाही करायचो, की त्रास नाही द्यायचो. त्यांना पूर्ण त्यांचा विचार करू द्यायचो आणि जरी 3 दिवस झाल्यानंतर, जर त्यांच्याकडनं मला समोरून कॉल आला नाही. तर मग, मी त्यांना सगळ्यात पहिले, त्यांना WhatsAppद्वारे कनेक्ट करायचो, की काय झालं तुमचं? तुमचं निर्णय घेतला की नाही?
सांगूया. नक्कीच. नक्कीच. हो त्रास नाही देत. तुम्हीच मग अच्छा.
का तुम्हाला अजून काहीतरी दुसरी प्रॉपर्टी बघायची आहे? याबद्दल असं मी, त्यांचा त्यांना मेसेज करायचो आणि जर का, त्या मेसेजला रिप्लाय आला नाही. तर मी मग डायरेक्ट त्यांना कॉल करायचो. आणि कॉल करून मी हं.
कॉल करायचा. तर, आता कसं आहे बघा, आता जेव्हा आपण करतो ना लोकांना, तर हे तर, तुम्ही उदाहरण दिलं, की समोरच्यांनीच, तुम्हाला म्हटलं होतं, की 2-3 दिवस, वेळ त्यांनीच दिली होती. आता काही, लोकांना आपल्याला रेग्युलर फॉलो अप घ्यायला लागतात. तर किती वेळ? म्हणजे दिवसातनं एकदा, 2 दिवसातनं एकदा, असं कितपत फोन करणं चांगलं वाटत नाही? कारण, कधी समोरचा माणूसही संतापतो, "का मला एवढे फोन करतायेत म्हणून." तर, अशी पद्धत आहे का तुमची कुठली?
हं. हं. बरोबर. बरोबर, बरोबर. तर बघा ना हो. माझी एक चांगली पद्धत आहे की मी, ठरवलेलं आहे, की एखाद्या व्यक्तीला, जर फर्स्ट टाईम कॉल कनेक्ट झाला नाही. तर त्याला आपण, त्याच्या ज्या ज्यावेळेस आपण कॉल केला होता, त्याच्या 4 तासानंतर परत एकदा फोन लावायचा. आणि जर तेव्हा तो कनेक्ट झाला, तर त्याच्यासोबत ते फॉलो अप मीटिंग करून घ्यायची. पण जर का त्यांनी परत अ, 4 तासानंतर निर्णय नाही दिला. म्हणजे परत तो कॉल नाही उचलला, तोही कॉल असाच रिंग झाला आणि कट झाला. तर त्यानंतर 3 दिवसानंतर आप ती त्यानंतर 3 दिवस त्याला कॉल लावायचे नाही. त्यानंतर परत एकदा त्याला कॉल लावायचा, म्हणजे त्याच्या क परत कनेक्टमध्ये राहायचं.
हो. अच्छा. नक्कीच.
किंवा मग अजून एक माझ्याकडे वेगळी टेक्निक होती, की त्यांचा नंबर माझ्याकडे आहेच, मग आपल्या आपले जे फर्म आहे, त्याच्या नावाने थोडंसं बॅनर क्रिएट करून काही सण असला, काही दुसऱ्या स गोष्टी असल्या, सण-त्यौहार असला, तर तेव्हा त्याचा मेसेज त्यांना ड्रॉप करायचा.
हॅपी दिवाळी, वगैरे असं.
हो, ह हॅपी दिवाली, मग बाकीचे आपले ह हॅपी गणेश चतुर्थी. तर ह्या पद्धतीने आपण त्यांच्यासोबत जुडलेलो असतो, म्हणजे निदान आपण त्यांच्या लक्षात तरी असतो, की हा व्यक्ती कोण आहे, काय आपण, कशासाठी आपण याच्यासोबत कनेक्ट झालो होतो, म्हणजे ती व्यावसायिक दृष्टिकोनाने आपण त्याच्यामध्ये जागरूकता अ, निर्माण करून ठेवतो आपल्याप्रती, की हा व्यक्ती काय काम करतो आणि आपण याच्यासोबत बोललो होतो ह्या-ह्या गोष्टीसाठी.
हो, हो. नक्कीच. नक्कीच. तर आता हे बघा आता तुम्ही म्हणजे अ, जे उदाहरण दिलं हे खास करून सेल्स एंड मार्केटिंगमध्ये आपण असे फॉलोअप जास्त घेतो. तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, नाही का, कुठे ना कुठेतरी माणूस थकून, नॉट इंटरेस्टेड, की या व्यक्तीला म्हणजे इंटरेस्ट नाहीच आहे, तर किती फॉलोअपनंतर ठरवलं पाहिजे आपण, की नाही का, म्हणजे या व्यक्तीला बंद केलं पाहिजे. लोकं आपला फोनच उचलत नाहीत हो. मग काय करावं? किती वेळानंतर ठरवावं, की बास आता तिथे तो नंबरच म्हणजे फॉलोअप करणं बंद करावं?
हो. हम्म. बरोबर. हं, हं, हं. हो. ही खूप मोठ म्हणजे गरजेची अ, गोष्ट विचारली तुम्ही, की काही लोकं काय करतात की वारंवार फोन लावत आहेत, समोरच्यालाही किदरून सोडलेलं आहे त्यांनी आणि तोही मग त्याचाही मूड ऑफ होतोय तो कॉल परत-परत कट करतोय, तर मग प्रत्येक ठिकाणी काय केलं पाहिजेल की आपणही स्वतःची डिग्निटी जपली पाहिजे, बरोबर? कारण की आपण अ, असं जर आपण वारंवार फोन करत असणार, तर मग आपण आपली क्वालिटी डाउन करून घेतो समोरच्या समोर. आपली इमेज डाउन होते. तर मग आपण ठरवलं पाहिजेल की 2 ते 3 फॉलोअपनंतर आपण त्याला फॉलोअप नाही घ्यायचा. कारण की आपल्याला तेवढ्याच फॉलोअपमध्ये कळून जातं, की तो समोरचा व्यक्ती इंटरेस्टेड आहे का नाही आहे.
हं. हो. नक्कीच हो. नक्कीच. आहे का नाही? हो. पण अशा वेळेला बघा ना, आपण अशा कुठल्या चुका करतो का जेणेकरून, नाही का, आपण फॉलोअप तर करतो, पण कुठे ना कुठेतरी आपण असं बोलतो, की नाही का, समोरच्याला रागच येतो. तर म्हणजे असं तर असं कधी होतं का हो, म्हणजे असं नाही का आपल्या भाषेमुळे सुद्धा गैरसमज होतो फॉलोअप घेताना?
हम्म. हो, नक्कीच. हो, नक्कीच. बघा जर सगळ्यात पहिले ना याच्यावरती काय आहे, की आपण आपल्या आयुष्यामध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये असाल, तर मग आपण आहे ना 3- 3 आपल्या फॅक्टऱ्या सर्वात पहिले उघडायला हव्या. 1ली फॅक्ट्री म्हणजे तुमची बर्फाची फॅक्ट्री, 2री फॅक्ट्री म्हणजे तुमची मिठाईची फॅक्ट्री आणि 3री फॅक्टरी म्हणजे लो अ, आयरनची फॅक्ट्री, मेटल फॅक्ट्री हो. ही कशी? ती आपल्या शरीरात उघडायची. सगळ्यात पहिले बर्फाची फॅक्ट्री आपल्या डोक्यात, डोक्यावर बर्फ ठेवा. त्यानंतर मिठाईची फॅक्टरी म्हणजे आपल्या वाणीमध्ये मिठास ठेवा, आपण जे बोलतोय ते गोड बोला आणि 3री फॅक्टरी म्हणजे मेटलची फॅक्टरी, आ अ, लोखंडाची फॅक्टरी, म्हणजे आपल्या मनाला कठोर बनवून घ्या, कारण की आपल्याला रिजेक्शन फेस करावे लागतील, सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, वेगवेगळ्या गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत, तर आपण त्याच्यासाठी सक्षम असलो पाहिजेल आणि पुढे पाऊल उचलण्यासाठी आपल्याला ही एक आयरनची फॅक्टरी कामात येईल. म्हणजे, अशा पद्धतीने पहिले आपण स्वतःला डेव्हलप केलं पाहिजेल आणि काय समोरच्या व्यक्तीसोबत आपण जेव्हा बोलतोय, तेव्हा आपण अगदी नम्रपणे त्याला बोललं पाहिजेल, आपली आपली कामाची सुरुवातच नमस्कारपासून व्हायला पाहिजेल. "नमस्कार साहेब," आपण अशा पद्धतीने त्यांना संबोधलं पाहिजे, जेणेकरून त्यांनाही वाटतं, की हा समोरचा व्यक्ती एक रिस्पेक्टफुल व्यक्ती आहे आणि आपण याच्यासोबत संवाद करू शकतो.
हो ना. हां. ल लोखंडाची, हो. अच्छा. हो ना. नक्कीच. हं, हं, हं. नक्कीच. हो ना. नक्कीच. नक्कीच. करू शकतो, बरोबर आहे. तर आता बघा ना, व्यावहारिक तर आपण खूप बोललो. कधी-कधी आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये सुद्धा आपल्याला फॉलोअप घ्यायला लागतात. आता तुमच्या घरी जर जेवण आहे, तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस आहे, तर किती लोकं येणार आहेत, आपण त्यांनाही विचार करतो. फॉलोअप म्हणजे तुम्ही येणार आहात ना, नक्की येताय ना. तर त्या अंदाजाने जेवायची सोय वगैरे तुम्हाला करायला लागते. तर अशा वेळा तर नियम फारच बदलतात ना, वाटतं का तुम्हाला खाजगी आयुष्यात नियम जरा बदलतात फॉलोअपचे?
हम्म. हो. हो, हो, हो, हो. हम्म. हम्म. बरोबर, हो. नक्कीच. हम्म. हो, नक्कीच ना. खाजगी आयुष्यात म्हणजे, मग तिथं काही प्रोटोकॉल नसतात आपले, कसं आपल्याला फोन लावायचा आहे, काय लावायचं आहे. आपण समजा आपल्या घरी काही कार्यक्रम आहे आणि त्यां समोरच्या व्यक्तीला आमंत्रण दिलेलं आहे, तर मग आपण कसं अतिथी देवो भवची आपण अ, पाडतो आपल्या जीवनामध्ये. तर मग आपण त्यांची विचारपूस जर लांब गावाहून आपल्या घरी पाहुणे येत असतील, तर मग आपण विचारपूस करतो ना, की "कुठपर्यंत पोहोचले? किती टाईम लागणार आहे तुम्हाला? मग तुमच्यासाठी जेवणाची सोय बन केलेली आहे. तर मग किती टाईम असेल तोपर्यंत मग आम्ही जेवण बनवून ठेवतो, म्हणजे तुमची सोय, म्हणजे गैरसोय होणार नाही." तर अशा पद्धतीने आपण त्यांचे फॉलोअप असतो. वारंवार आपण फॉलोअप घेत असतो. मोठा प्रवास असेल, तर मग आपले 2 ते 3 फोन होऊनच जातात, की कुठपर्यंत आले आता. तर अशा पद्धतीने ते फॉलोअप चालतात.
<chuckles> नक्कीच. हो, हो. हो. नक्कीच. नक्कीच. नक्कीच. आणि तिथे जास्त रागही येत नाही ना हो, समोरच्याला म्हणजे आपण प्रेमाने, आपुलकीनेच फोन करतो. हो.
नाही, नाही, नाही. तिथं तर तिथं तर, समोरच्याला असं वाटतं ना, "अरे, त्याने किती वेळेस मला फोन केला." जर का आपला मित्र आपल्या गावात आलेला आहे. म्हणजे आपल्या शहरात आलेला आहे. तर मग आपण कसं, अरे, तू मला माहिती पडलं की तू इथे आलेला आहे. मग घरी ये मग त्याने जर होकार दिला असेल आणि त्याला 2-3 दिवस असेल, अरे, तू आज आला नाही? मग तो बाहेर कसं बोलतो ना, "नाही, नाही, मला त्याच्याकडे जावं लागेल. त्याचा मला 4-5 वेळेस फोन येऊन गेलाय." म्हणजे त्याच्यात अजून प्रेम अ, वाढतं की नाही, नाही, त्याला माझी काळजी आहे या सर्व गोष्टी होतात.
हो. हो ना. घरी ये. शोधण. नक्कीच, नक्कीच. तर आता बघा ना फॉलोअप हा करणं चांगला प्रकार आहे. आपल्याला आयुष्यात खाजगी आयुष्य म्हणा व्यावसायिक आयुष्य म्हणा सगळीकडे करायलाच लागतो फॉलोअप. एकेकडे संवाद छान राहतो, कामात जरा प्रगती आपल्याला दाखवता येते. खूप छान बोललात तुम्ही या विषयावर आणि तुमच्या आयुष्यातली खूप छान उदाहरणं तुम्ही दिलीत, तर तुमच्या वेळेबद्दल तुमचे खूप-खूप आभार आणि धन्यवाद.
हं. हो. बरोबर. हं. धन्यवाद.